मला एवढं आठवत नाही. कारण की मी 5 वर्षाचा होतो. पण मला सांगायचे, की तिथं आपलं खूप मोठं घर आहे नदीकिनारी. खूप साऱ्या जागा आहेत. मोठं स्वतःचं नाही का असं महल टाईप घर आहे, असं सांगायचे ते. तर अ, आम्ही कधी म्हणजे नाही का, लहानपणी मी गेलो पण असेल, पण मला आठवत नाही त्या गोष्टी नाही का. तर अ हां, मी लहान होतो ना, मला जन्मल्यावर घेऊन गेले ते तिथं. मला काहीच आठवत नव्हतं त्यावेळेसचं. नंतर माझ्या आईला नव्हतं घेऊन गेले. माझे पप्पा, आजोबा आणि मी गेलतो नाही का. आज्जी आणि आई घरीच होते. तर अ, त्यावेळेस मला आठवत नाही काय-काय गोष्टी आहेत, काय नाही, नाही का, पण नंतर ते वारले दोघं जणं. पण मग नंतर कसं माहीतच नाही ना. आजी पण वारली. मग
अरे! हं, हं, हं, हं. हो, हो, हो. हं, हं. <chuckles> अ, नक्कीच. हं, हं. हं, हं. हो. हो, हो, हो, हो. हो, हो, हो. हं. अरे बापरे! खूपच वाईट झालं. तर नक्कीच, कारण अ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही 5 वर्षाचे असताना, अ, कुठेतरी तुमचे आज्जी-आजोबा कुठेतरी अ, ह्या जगात राहिले नाहीत अन् नक्कीच, परंतु तुम्ही जेवढा काळ किंवा जेवढा वेळ त्यांना पाहिलं, तर अ, त्याच्यामध्ये त्यांचा स्वभाव कसा होता? अगदी शिस्तप्रिय होता का, थोडा मजेशीर होता?
हां, तर हं, हं. अ, आजोबांचा स्वभाव खूप शिस्तप्रिय होता. जसं की परफेक्ट अ आर्मीचा फौजी माणूस, खूप स्ट्रिक्ट. प्रत्येक गोष्टीत व सगळ्यांना वळण लावणारा, मला सोडून. मी नाही ऐकायचो कधी. हां, ते खूप अ, म्हणजे म्हणतात ना, खूपच स्ट्रिक्ट होते. सगळेजण घाबरायचे अन् माझे वडील पण तसेच होते. माझे वडील जेव्हा गेले युद्धामध्ये एका तर अ, अ, माझे वडील एका युद्धामध्ये लढताना गेले, तेव्हा आजोबांना खूपच अ, म्हणतात ना अ, वाईट वाटलं अन् त्यानंतरच त्यांनी स्वतःला नाही का, अ, हे केलं म्हणजे हळू-हळू, हळू-हळू आजारी पडून मग स्वतः पण गेले. त्यांना तो झटका पचवता नाही आला. माझ्या आज्जीला तर नाही आला. आणखी माझ्या आज्जीचं माझ्या वडिलांवर माझ्यावर खूप प्रेम होतं, जास्त. तर अ, मुलगा गेला म्हटल्यावर त्यांना, म्हणतात ना, ते सहनच झालं नाही.
अरे बापरे! हं, हं. हो, हो. अगदी बरो <chuckles> अन् त्यावर पुन्हा आर्मी अजून, अगदी बरो अरे बापरे! हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. अरे बापरे! हं. हं, हं. अरे बाप! <chuckles> खूपच वाईट झालं. हं, हं. नक्कीच, नक्कीच. कारण हं. अ, तुमचे आजोबा, तुमचे वडील खरंच अ, देशावर त्यांचं किती प्रेम आहे तुमच्या सांगण्यावर कळतं आणि ते देशासाठी अगदी त्यांनी अ, बलिदान सुद्धा दिलं. परंतु मला असं वाटतं आहे, की अ, जर त्यांच्याशी तुम्हाला परत मिळण्याची किंवा जर तुम्हाला भूतकाळात जाण्याची संधी मिळाली, तर अ, तुम्ही त्यांना काय असं विचाराल? की अ, तुमच्या कुळामुळाबद्दल?
सगळे स्वप्न त्यांचे तुटले, नाही का?

अ, बघा. एक अ, झाड असतं. ठीक आहे. फळाचं झाड आणि ते झाडाचं जेव्हा मूळ अ, मधनं खोड तयार होतं आणि ते झाडांना पानं फुटतात आणि ते पानं फुटून मग फळं फुटतात. पण जे फळं फुटून म्हणतात ना ते पक्षी वगैरे येऊन ते खातात आणि ते मग विष्टेमार्फत कुठेतरी जाऊन अ, ते बीज पाडतात आणि परत त्याचं दुसरं झाड होतं, आहे ना. तसंच माझं पण आहे. माझ्या मी त्या झाडावरनं तुटून दुसरीकडे आलो नाही का? कशाही प्रकारे. तर माझ्या आजोबांनी नवीन झाडं बनवून आमचं परत अ, म्हणतात ना, अ, अ, फुलवलं आम्हाला हां, झाडाला त्या
हं, हं. हो, हो. हं, हं. हो, हो. अगदी बरोबर. हं. हो. नक्कीच-नक्कीच. हं, हं. हं, हं. <laughs> हो. हो, हो. हं, हं. अगदी बरोबर. हं. हॅं. हॅं. हं, हो.
तर त्या प्रकारे म्हणजे अ, आमचं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि मला चांगलं वाटतं.
हं. <laughs> नक्कीच. हं, हं. नक्कीच-नक्कीच. अ, कारण अ, आपण अ, खूप सुंदर उदाहरण दिलं की झाडं आणि अ, फळांचं आणि त्याच्यामधील अ, कसं अ, जरी फळं अ, वेगळं झालं, तरी अ, जे झाडाचे मूळं असतात त्याच्याशी त्याचं एक वेगळंच नातं असतं. अ, त्याचबद्दल मला विचारायचं आहे की अ, जर तुम्हाला असं आजकालची मुलं आहेत, त्यांना अ, पूर्वज किंवा त्यांच्या पिढीबद्दल सांगितले जात नाही. परंतु तुम्हाला काय वाटतं की आजकालच्या मुलांना आपल्या पूर्वजांबद्दल अधिक जाणून अ, का घ्यायला हवं, जेणेकरून ते आपल्या मुळाशी जोडले राहतील?
की बघा एखाद्याला सापडायचं असेल. अ, बघा आपल्या या जुन्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे की आपण कुठले आहोत? काय आहोत? अ, कुठल्या-कुठल्या आपल्या वंशज आहेत नाही का? सगळ्या गोष्टी माहीत पडलं तर अ, त्या गोष्टीचा सगळा आपल्याला फायदा होतो. जसं की बघा आता जे मानणं-न-मानण्यावर आहे. पण जसं लग्न करायचं आहे, कार्य करायचं आहे, कुठली पूजा करायची. त्यावेळेस लागतं गोत्र, हां आणि तुमचं वंश लागतं. कुठल्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी तुम्हाला माहीतच नाही. तर ते पूजा करून काही फायदाच नाही आहे, कारण की त्या गोष्टी तुमच्या अ, जुन्या पिढीला शांती ठेवणारच नाही. आणि जसं तुमची जुन्या पिढीबद्दल तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टींबद्दल. जसं तुम्हाला म्हटलं मी माझं अग्निवंश आहे आणि भारद्वाज गोत्र आहे. जसं मी कधी पितृपक्षाला अ, म्हणतात ना शांती करणार किंवा काही गोष्टी करणार तर भोग लावणार. तर मला माहिती असल्यामुळं मी त्या पूजा करताना सगळ्यांना तृप्ती भेटेल असं काम करू शकतो. जर आध्यात्मिक केलं तर, हां.
हं, हं. हो, हो. अगदी बरोबर आहे. हं. हम्म. अगदी ठीकचं आहे. हो, हो, हो, हम्म, हम्म. हं. हं. हो, हो. अगदी बरोबर. हं. नाही. नाही. नाही. नाही. अगदी बरोबर. हं. नाही. नाही. नाही. हं, हं, हं. हम्म. हं, हं. नक्कीच, नक्कीच. आपण अ, खरंच खूप सुंदर सांगितलं तुम्ही आणि शेवटी असं विचारा विचारायचं आहे की तुम्ही ज्या आठवणीमध्ये असं काय आहे का, की जे तुम्हाला आजही कुठेतरी हसवतं किंवा मग भावूक करतं असं?